आपण खूपदा ऐकतो, आपलं आयुष्य हा एक प्रवास आहे आणि आयुष्यात आपण खूप प्रवासही करतो, तर या प्रवासात काय आहे ना सर्वात गोष्ट महत्त्वाची म्हणजे, खूप खातर व दारी घ्यायला लागते कारण आजकाल सांगता नाही येत. कधी काय, कुठं काय, होईल, नाही का? कधी कोण पाकीट मारेल? कधी कोण सामान पळवेल, नाही का? तर अशा वेळेस प्रवासात पैसे किंवा कार्ड हरवलयं का हो तुमचं कधी?
हो ना. हो. हो ना, म्हणजे एकदा दोनदा झालंय असं की माझं अ, लक्ष नव्हतं आणि हरवली माझी बॅग. म्हणजे काय झालं मी तुम्हाला सांगते की अ, आम्ही ना, बाहेरगावी चाललो होतो आमच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं, त्यासाठी आम्हाला ट्रेननं प्रवास करायचा होता आणि आम्हाला जम्मूला जायचं होतं. मुंबईहून जम्मू. तर आम्ही स्वराज एक्सप्रेसची तिकीट वगैरे बुक केली होती आणि मग आम्ही बसलो ट्रेनमध्ये आमची बॅगा वगैरे आम्ही लगेच जे होतं ते सीटच्या खाली ठेवलं आणि जे आमचं महत्त्वाचं सामान होतं, जसं का लॅपटॉप, बॅग किंवा माझं पर्स, ते मी माझ्या डोक्याकडे उशी ठेवून तिथे ठेवलं, म्हणजे आपल्या जवळच राहील ना असं आणि अ त्यावेळेस मी होती आणि माझे मिस्टर होते. तर आम्ही दोघांची स आमच्या दोघांची सीट म्हणजे समोरासमोर होती. तर आम्ही बसलो आमचं सामान वगैरे घेऊन आणि ते त्यांच्या फोनवर मी माझ्या फोनवर. तर त्यानंतरला अ, म्हणजे असे माणसं आलीत आणि बसली म्हणजे वरती पण सीट्स वगैरे असतात ना, तर बसली होती माणसं. तर त्यावेळेस मग काय झालं की अ, असं गेला एक दिवस तर असा आरामात गेला आमच्या गप्पा मारत वगैरे. मग रात्र झाली आणि रात्रीच्या आम्ही झोपलो. तर मी लॅपटॉप बॅग माझ्या डोक्याकडेच ठेवली होती आणि पर्स मी माझ्याजवळच ठेवली होती असं झोपताना.
अरे बापरे! हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हं. हो, हो, हो. हं, हं. अच्छा. हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं, हं, हं.
तर माझे मिस्टर पण समोरच अ, समोरच्याच बर्थवर झोपले होते. तर काय झालं मग मला रात्री अ, असं उठून अचानक ना उलटीसारखं वॉमिटिंगसारखं होत होतं. कारण ट्रेनमध्ये इतका वेळा संपूर्ण दिवस बसले होते. तर मला मोशन सिकनेस थोडंसं होतं. त्रास होतो मला, तर मी उठले आणि मी वॉशरूमला गेले.
अच्छा, अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. हं.
तर तेव्हा मी त्यांना अ, उठवलं नाही की मी जाते म्हणून तुम्ही जरा लक्ष द्या आणि लॅपटॉप बॅग आणि माझं पर्स तसंच ठेवलं होतं तिथे आणि मग मी जेव्हा परत आली ना, तर तेव्हा मी बघितलं की अ, माझ्या उशीकडे जे मी माझं पर्स ठेवलं होतं, ते तिथे नव्हतंच. तर मग मी खूप शोधायला लागले आणि मग मी त्यांना उठवलं की "अरे, मी माझं पर्स इथे ठेवलं होतं तर ते कुठे गेलं?" तर अ, ते पण विचारत पडले की "अरे! तू मला उठवलं कशाला नाही? तू मला सांगायचं ना, की मी जाते, मी तुझ्याबरोबर आलो असतो किंवा मी लक्ष दिलं असतं सामानाकडे. आता काय करूया?" तर त्यांनी विचारलं, "लॅपटॉप बॅग कुठे आहे? तर तू चेक केलंस का?' तर मी म्हटलं, "हो, लॅपटॉप बॅग तर आहे." तर ते म्हणाले, "बघ, जर का कोणाला चोरी चोरी करायचीच असती, तर मग लॅपटॉपची बॅगपण नेली असती, फक्त तुझं पाकीट का नेलं असतं?" आणि माझं पर्स असं छोटंसं होतं, वॉलेटसारखं होतं. तर अ, तो म्हणाला, की "तू नीट बघ जरा, की असेल तुझ्या उशीखाली किंवा ब्लँकेटखाली असेल." तर मग मी सगळं चेक केलं आणि मला नाही भेटलं. तर मी म्हटलं, "बघा अंधार असतो, आपण लाईट वगैरे ऑफ करून झोपलो होतो तर अंधारात नाही दिसलं असेल, त्याला लॅपटॉप बॅग आणि फक्त पर्स दिसलं म्हणून नेलं असेल चोरी करून कोणी." आता आपण कोणाला विचारणार ना, ट्रेनमध्ये रात्रीची वेळ सगळेच झोपले होते.
अरे बापरे! हं, हं. मग हो? हं, हं, हं, हं. हं, हं, हं. तर त्याने लॅपटॉपची बॅग नेली का असती. हं, हं. बरोबर. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. बरोबर.
तर मग चायवाला वगैरे असं जातात ना काय ना काय घेत, तर मी त्याला विचारलं, "तू पाहिलं का कोणाला असं लेडीज पर्स घेऊन जाताना?" तर तो म्हणाला, "नाही मॅडम, ना नाही बघितलं मी," म्हटलं गेलं, आता काय करायचं?
हं, हं, हं. हं, हं, हं.
तर असं झालं, तर तेव्हा मग मी खूप घाबरले की आता काय? त्याच्यात बँकेचे कार्ड वगैरे होते ना, पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड, सगळं होतं. तर मी पटापट मग ते माझ्या अ, मिस्टरांचं जे पर्स होतं, त्याच्यातनं सेम अकाऊंट होतं आमचं, सेम बँकेचं, तर मी त्यांचं कार्ड घेऊन त्याच्या मागे जे नंबर असतात ना कार्ड ब्लॉक करायला, ते मी पटापट मी क फोन केला आणि ब्लॉक केले. माझे सगळे कार्ड्स ब्लॉक केले. तर हे मी सर्वात प्रथम केलं, म्हणजे काय की आपल्या कार्डाने आणखीन कोण आपलं फ्रॉड वगैरे होणार नाही. ही वस्तू मी सगळ्यात पहिली केली तेव्हा.
मग काय केलं हो तुम्ही अशा वेळेस? हो, हो, हो. हं, हं, हं. हं. अरे वाह, वाह! हं, हं, हं. अरे वाह, वाह! खूपच छान, नाही का? तर अशा वेळेस कार्ड वगैरे हरवलं, तर आपण काय-काय स्टेप घेतल्या पाहिजेत हो? जसं की तुम्ही सांगितलं एक अ, तुम्ही ब्लॉक वगैरे केलं, याव्यतिरिक्त आपण काय करू शकतो? मौल्यवान वस्तू जर अशा गहाळ होत असतील, तर त्यावर काही उपाययोजना आहे का?
हो ना. म्हणजे सर्वप्रथम मी तर सांगेन, की आपल्या वस्तूला काळजीपूर्वक आपण आपल्याकडे ठेवायचं किंवा असं, जसं का माझी तब्येत बिघडली आणि मी उठून गेले. तर तेव्हा असं जर का तुम्ही ट्रेनचा किंवा बसचा प्रवास करत असाल आणि तुम्हाला कुठे जायचं असेल एमर्जन्सीमध्ये तर तुम्ही तुमच्याबरोबर जी व्यक्ती असेल त्यांना सांगूनजा. तुमच्या कुटुंबाचे असले तर त्यांच्याकडे तुमचं लॅपटॉप बॅग किंवा पर्स तुम्ही ठेवून जा. असंच नका, त्यांना न सांगता नका जाऊ आणि ते पण जर का झोपले ते असले, तर त्यांना अजिबात असं न सांगता जायचं नाही. त्यांना जागवून एकदा सांगा, की मी जाऊन येते आणि तुम्ही जरा लक्ष द्या. म्हणजे काय होतं, की आपले सामान सुरक्षित राहतात. अ, हे पण ध्यानात ठेवलं पाहिजे.
हं, हं. हं, हं. हो, हो. हं, हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हो. नक्कीच, नक्कीच. आणि खूपदा काय होतं ना बघा, आपण परदेशात वगैरे जातो आणि तिथं काय होतं, आपल्याला समजा हे इंडियात आहे, तर आपलं निभावून जातं नाही का. आपल्याला कळतं, प्रत्येकाला त्याचं ॲक्नॉलेजमेंट असतं. आणि खूपदा काय होतं माहिती आहे का? असं परदेशात जर तुम्ही असलात आणि जर तुमचे समजा पैसे तेच जर हरवले, तर अशा वेळेस आपण तात्काळ काय करू शकतो?
हो, तसं झालं होतं आमच्यासोबत म्हणजे परदेशात नाही तर अ, अ, जम्मूमध्येच झालं होतं. आम्ही तिथे पोहोचलो आणि काय आहे की आम्ही लग्नासाठी गेलो होतो ना, तर मी माझ्यासोबत माझे दागदागिने घेतले होते. तर त्याचा बॅग होता माझ्याकडे आणि आम्ही अ, दुसऱ्या दिवशी तिथे आमच्या अ, काकींच्या घरी जाणार होतो. तर मी माझा बॅग घेतला आणि त्यात सामान वगैरे ठेवलं आणि मी कॅब बुक केली होती, त्यांच्या घरी ज पोहचायला. कारण सगळे भरपूर पाहुणे होते, तर सगळ्यांच्याच गाड्या बिझी होत्या. तर कॅब बुक केली आणि मी आणि माझी अ, लहान बहीण तिथे जी राहते, तिनं पण स्वतःचं कॅश आणि दागिने वगैरे घेतले, की आम्ही तिथे जाऊन मग करू, जे काही लग्नाची आमची तयारी आहे वगैरे करायची आहे ते. तर अ, भरपूर असं कॅश आणि दागिने वगैरे होते आमच्याकडे, म्हणजे जवळ-जवळ मला वाटतं, की ₹5-6 लाख कॅशमध्ये होते. आणि दागिने पण भरपूर होते. तर आम्ही तेवढं ठेवलं आमच्या कॅबमध्ये आमच्या अ, मध्येच ठेवलं आणि आम्ही दोघं साईडला बसलो. आणि कॅब ड्रायव्हरला सांगितलं की हां, ठीक आहे लोकेशनपर्यंत आपण जाऊया. आणि आमच्याकडे ना 3-4 बॅगा होत्या, कारण कपडे, दागिने, कॅश सगळंच होतं. तर अ, मी एक बॅग मागे ठेवलं होतं, म्हणजे आपल्या सीटच्यामागे पण ठेवायला जागा असते ना, तिथे. आणि एक बॅग मी माझ्या पायाकडे ठेवलं होतं. तर जे बॅग मी पायाकडे ठेवलं होतं ते थोडं साईजमध्ये लहान होतं, तर ते पायामुळे पायाचा धक्का लागला आणि ते सीटच्याखाली असं सरकलं.
हं, हं. हां, हां. हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. अरे बापरे! मग, मग? हं, हं. हं, हं, हं. अच्छा. हं, हं. अच्छा.
आणि मग आम्ही तिथे व्हेन्यूला, तिथे काकींच्या घराकडे जिथे आम्हा जायचं होतं. तिथे पोचल्याबरोबर पटापट सगळे म्हणायला लागले, "लवकर चला, लवकर चला," आता तर घाईघाईत मी ती पायाखालची जी बॅक सीट खाली गेली होती ती विसरली.
हं, हं, हं. अच्छा.
आणि माझं कॅश आणि दागिने त्याच्यातच ठेवलेले होते. तर बाकीचे बॅग्स आम्ही उचलले आणि नंतर मी उतरली कॅबमधून आणि तो कॅबवाला गेला. आणि तो गेल्यावर <chuckles> मी जेव्हा आतमध्ये पोचली, तेव्हा मला लक्षात आलं, की "अरे, एक बॅग तर राहिलंच, आता मी काय करू?" तर मग नंतर मी कॉल करायला चालू केलं त्याला तर तो कॉलच उचलेना. कारण तिथे जम्मूला काय होतं की अ, नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे तिथे.
अरे, बाप रे! हं, हं. अरे, देवा! मग ओ? हं, हं, हं.
तर खूप ठिकाणी तिथे तुम्हाला असं सिग्नल भेटत नाही. तर तसं झालं असेल, त्याचं आउट ऑफ रीच येत होता. आणि मला असे नाही, नाही ते विचार येत होते, की गेले आता एकतर ट्रेनमध्ये माझं वॉलेट हरवलं होतं आणि आता इथे एवढे कॅश आणि दागिने हरवले, म्हणजे माझे मिस्टर तर मला <chuckles> खाऊनच टाकणार. <laughs>
हं, हं, हं. खाऊनच टाकतील अगदी बरोबर. मग ओ मग काय झालं?
<chuckles> आणि का की तर मला खूप आता ओरडणार, की काय तू केलं आणि कुठे तुझं लक्ष आहे? काय अशी हरवलेली तू? तर मी खूप रडायला लागली तेव्हा आणि मी माझ्या बहिणीला सांगितलं. माझ्याबरोबरच का होतंय हे? तर ती म्हणाली, "शांत हो, आता जास्त तमाशा नको करू, सगळे पाहुणे आहेत तिथे आणि ये तू माझ्यासोबत बाहेर." मग तिने माझ्या मोठ्या ताईला सांगितलं, की "आम्ही जरा येतो, असं, असं झालंय." तर ती पण घाबरली. ती बोलली, "ठीक आहे, जाऊन जरा बघा काय ते, मी नाही सांगत कोणाला." म्हटलं, "ठीक आहे, मी ये येते जरा जाऊन, बघू आम्ही शोधू." तर आम्ही जिथे उतरलं होतं, तिथे आम्ही खूप शोधलं त्याला. अ, कारण असं गजबजचा एरिया होता ना, तर तो आम्हाला नाही भेटला. आणि फोन लागतच नव्हता. कनेक्ट नाही होत होता. तर मग माझी बहीण बोलली की "चल आपण पोलिस स्टेशनला जाऊन कम्प्लेन्ट करूया. तर मग म्हटलं, "हो करूया." हे तर गरजेचंच आहे ना, कारण इतका भरपूर कॅश आणि दागिने होते. तर आम्ही पटकन गेलो पोलिसांमध्ये आणि पोलिस स्टेशनला जेव्हा आम्ही पोहोचलो तर तो कॅब ड्रायव्हर तिथेच होता. <chuckles>
हो, हो. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं. हं, हं. हो, हो. हं, हं, हं. अरे, बापरे! म्हणजे, तो कॅब ड्रायव्हर दे देवाच्या रूपात धावून आला असं म्हणा की.
हो ना आणि मग त्याने जेव्हा आम्हाला बघितला ना, तो म्हणला क्या मॅडम कहाँ थे आप. असं हिंदीमध्ये बोलला, तर म्हटलं, "अरे, आम्ही तुलाच शोधत होतो, कधीपासनं मी कॉल लावत होते." तर तो म्हणाला की "मी पण तुमचा नंबर ट्राय करत होतो, पण माझ्याकडे नेटवर्कच नाही, सिग्नलच नाही येत होतं कोणाचंही, तुमचाही आउट ऑफ रीच दाखवत होतं नंबर." तर मग असं झालं आणि मग तेव्हा मला समजलं की असं कोणावरही आपण अविश्वास नाही ठेवायचा. चांगली माणसं पण असतात या जगात आणि जर का मी इथे हो. जर का मी इथे-तिथे शोधत राहिले असते, तर मला नाही भेटला असता तो.
हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हो, बरोबर आहे. जगात चांगली माणसंपण आहेत. बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही एक चांगला निर्णय घेतला, की पोलिस स्टेशनला जायचा आणि योगायोगाने तो माणूसही तिथं तुम्हाला भेटला.
हो ना, म्हणजे पोलीस स्टेशनला गेलो. त्यामुळे काय झालं, की अ, त्यानेही असा विचार केला, की त्यानेही खूप शोधायचा प्रयत्न केला आम्हाला. की जिथे त्याने आम्हाला ड्रॉप केलं होतं. तिथे त्याने खूप जणांना विचारलं, की "ह्या-ह्या ड्रेसमध्ये 2 बायका होत्या, तुम्ही पाहिलं का कोणाला?" तर कोणालाच माहिती नव्हतं कारण खूप असा गजबजलेला एरिया होता तो. तर म्हणून त्यानं सांगितलं, की "मी पोलीस स्टेशनला चाललो, कारण मला माहिती होतं, की इतकं तुमचं सामान आहे तर पोलीस स्टेशनला तर यालच." आणि तो इतका चांगला होता, की त्याने सांगितलं, की "प्लीज मॅडम तुम्ही तुमचं बॅग वगैरे चेक करा, की तुमचं सामान व्यवस्थित आहे ना सगळं आणि जर का कॅब पण तुम्ही चेक करा, की कॅबमध्ये आणखीन काही पडलं आहे का?" तर मग आम्ही सगळं चेक केलं सामान आणि त्याने काहीही सामान आमचं गायब नव्हतं. सगळं व्यवस्थित होतं. मला असं वाटतं, की प्रॉपर आपण जर स्टेप्स उचलले ना, पाऊलं उचलले, की ओके ठीक आहे. जर जसं माझं वॉलेट हरवलं. तर मी ते बँकेत सांगितलं, कॉल करून ते ब्लॉक केलं आणि इथे सामान हरवलं, तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो.
हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं, हं. हो. पडलं आहे का? हं हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर भविष्यात अशा दुखन्यांपासून आहे ना, बचाव करायचा असेल तर आपण काय प्रॅक्टिकल टिप द्याल हो?
मला तर असं वाटतं, की आपण आता हल्ली काय काहीतरी मी ऐकलं होतं, की असं एक एअर टॅग म्हणून पण आला आहे, की ज्याला आपण ब्लूटूथने की जी-पी-एसने आपल्या मोबाईलसोबत कनेक्ट करू शकतो. तर काहीतरी अशी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. तर मला असं वाटतं ते सर्वांनीच उपयोग करावा त्याचा.
हं, हं, हं. हं, हं.
आणि सर्वप्रथम तर आपल्या सामानाची काळजी आपण घ्यावी आणि आपल्या सामानावर आपलं नाव, फोन नंबर, पत्ता हे लिहून ठेवावं. म्हणजे काय आहे, की जर का आपलं सामान कुठे ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये राहिलं, हरवलं. तर त्यावर निदान ज्याला कोणाला ते सामान सापडेल, तो अ‍ॅ त्याच्याकडे इन्फॉर्मेशन तरी असेल ना आपली माहिती असेल. म्हणजे तो आपल्याला कॉल करून सांगू शकतो, की बाबा आम्हाला तुमचं कार्ड किंवा पर्स किंवा सामान भेटलंय. तर इथे-इथे तुम्ही येऊन ते घ्या.
हो, हो. हं, हं. अगदी बरोबर. घ्या म्हणून, बरोबर अगदी बरोबर. म्हणजे थोडीशी खबरदारी जर घेतली आणि कुठेतरी एअरटॅगचं तुम्ही बोललात ते जर केलं. तर नक्कीच कुठेतरी म्हणजे हरवलेलं सामान परत मिळवायला हेल्प होईल आणि परत ते हरवणार नाही याची आपल्याला दक्षता घेता येईल. खूप छान वाटलं, खूप अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आणि तुमच्यासोबत झालेले घडलेले प्रकार हे खूपच म्हणजे, नाही का एक अ, छान होते नाही का? खूप छान वाटलं बोलून खूप-खूप धन्यवाद तुमचे.
हं. हो ना. तुमचाही खूप-खूप धन्यवाद!